कितीजणं शिक्षणासाठी असो किंवा कामानिमित्ताने असो अ, लांब जातात. कुटुंबांशी लांब राहावं लागतं. पण तरी पण अ, आपण म्हणतो ना प्रेमाने आपण त्यांच्याजवळ अ, राहण्याचा प्रयत्न करतो. तर कशा पद्धतीने तुम्ही असं अ, तुमचा असा काय अनुभव आहे का? की असं लांब राहणं ही अ, आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर कनेक्टेड राहण्यासाठी. अ, तुम्ही काय प्रयत्न केले आहेत का? तसा काही प्रसंग आला आहे का तुमच्या आयुष्यात कधी?
अ, नक्कीच तसे प्रसंग येतात. मला तर असं वाटतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात की अ, नकळत का होईना किंवा नाइलाजाने किंवा काही कारणास्तव त्यांना घराच्या बाहेर ते कुटुंब सोडून थोडंसं जावं लागतं. तसं माझ्या आयुष्यातही झालं होतं की मीही नोकरीनिमित्त जे आहे पहिल्या वेळेस बाहेर परराज्यात गेलो होतो आणि मग त्यावेळेस अ, आलेले अ, आणि काही अनुभव आहे आणि पहिली गोष्ट सांगायची झाली तर असं आहे की ठीक आहे ना, आपल्याला आपल्या जवळ जोपर्यंत ती वस्तू असते ना, तोपर्यंत त्याची किंमत नसते. पण जेव्हा आपण थोडंसं लांब होतो, तेव्हा खरंच आठवतं की नाही की घर, घर असतं. आई-वडील खरंच आई-वडीलच असतात आणि ते एकूण एक जेव्हा-जेव्हा ते काही बोलतात ना की ती जुनी ते जुनीच गोष्ट त्यावेळेस ती प्रॅक्टिकल होताना डोळ्यासमोर दिसते की अरे, नाही बाबा हे मला बोललेले
अच्छा. बरोबर. नक्कीच, नक्की. <chuckles> हो. हां. दिसते आणि असं पटतं की ते बोलले ते खरं होतं. <chuckles> नुसतं सबबी किंवा म्हणतात ना उपदेश नव्हते. <chuckles>
ले ते खरं होतं सगळं. हो, तुमची त्यावेळेस अशी भरभरून आठवण येते घरची. <chuckles>
हां, नक्कीच, नक्कीच. मग काय होतं? म्हणजे पाणावत असेल डोळे कधी-कधी?
हो. कधी-कधी होतात ना असं.
मग तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट कसे होता मग? काय करता तुम्ही त्यांच्याशी परत अ, बोलण्याशी बोलण्यासाठी वगैरे?
आह, माझ्यावेळेस तर असं होतं ना खरं सांगायला गेलं तर व्हिडिओ कॉलची सुविधाच नव्हती. त्यावेळेस तर ने नेमकेच फोन चालू झालेले आणि मग कुठून तरी ते मग ते मल्टीमीडिया फोन्स आलेले त्यावेळेस की नुसतं फोटो काढणं. WhatsAppसुद्धा नव्हतं त्यावेळेस, ज्यावेळेस मी जॉब कराय हां, ज्यावेळेस मी जॉब करायला गेलो.
अच्छा, मग तर अवघडच आहे. मग पत्रव्यवहार फक्त?
नाही, पत्रव्यवहार त्याने एवढं <chuckles> काही जुन्या नाही आहे. फोन होते. पण अ, ते नुसतं, कॉल-वॉल्स होतेत त्याच्यावर, कॉल्स-वॉल्स चालायचे तसे त्यावेळेस. तर मग माझा तो पहिला जॉब मी गेलेलो अशा-अशा पर्टिक्युलर ठिकाणी त्या, जिथं मी गेलो होतो, तो जो, जिथं मी काम करतो त्यांचा प्लांट थोडासा लांब होता, शहरापासूनही अजून लांब होता. की जिथं जवळपास दुसरं काहीच नव्हत. फोन करायला मोबाईल्स होतेत. तर फोन्स तर व्हायचे. हो रोज, रोज मिळत होतं कारण की तिथं प्लांट होता आणि प्लांट्समध्ये काय रेसिडेन्शियल एरिया. परत त्यांचे स्कूल, हॉस्पिटल्स आणि सगळी व्यवस्था केलेली होती. फक्त एकच होतं की त्या प्लांट्समध्ये जे त्याच कंपनीतले लोकं वास्तव्य करतील आणि त्यातल्या त्यात मी बॅचलर, पहिली नोकरी. मग ते भेटलेलं ते अकोमोडेशन. आणि मग तिथोलचे खाण्या-पिण्याच्या सवयी, मग बाकी सगळ्या गोष्टी, तर मग रोज घरची आठवण यायची, मग काय व्हायचं की रोज
हां, हां. अच्छा. हं, हं. अच्छा, मग फोन करायला रोज मिळत होतं? पण रोज मिळत होतं का करायला? अच्छा. अच्छा, मग हां. खूप ना, मग खाता-पिताना तर एकदम आईच्या हातचं खाणं तर आठवण येत असेल?
हो, भरपूर आठवायचं त्यावेळेस तर मग. मग काय व्हायचं ना की मी रोज फोन करायचो आणि मग रोज अ, की माझ्या बऱ्याच वेळा असं व्हायचं की सुरुवाती सुरुवातीला काय व्हायचं ना की अ, त्यांचे मला फोन यायचे सकाळी अरे, उठला का? हे केलं का? तर नवीन-नवीन काय होतं माणूस थोडंसं एडजस्ट व्हायला वेळ लागतो. तर मग, मला असं वाटायचं नाही ठीक आहे ना यार, ह्यांना काय काळजी करतात. पण काय आहे ना चार दिवसात मला कळलं की आपण घेतलेला निर्णय खरंच फार चुकीचा आहे. आता चार दिवसामध्येच आपल्याला कळलं, तर आपण इथं 3 वर्ष, 4 वर्ष कसे काढणार? मला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला.
अच्छा. हो, बरोबर, बरोबर. अरे, बापरे! म्हणजे तेवढ्या वेळेसाठी तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलं होतं काय?
अ, नाही कॉन्ट्रॅक्ट होतं माझं. पण ते काय मला जिथं ज्यांनी, अ, जिथं त्यांनी मला प्लेसमेंट दिली होती. त्या ठिकाणचं असं होतं की त्या ठिकाणीच, ते जेव्हा न्यू एम्प्लॉयी हायर करतात तेव्हा त्यांना तिथं पाठवतात, त्या प्लांटवर. कारण तिथं शिकण्यासारखं भरपूर काही आहे आणि मग त्याच्यानंतर मग तुमचे रिकमेंडेशनच्या हिशोबानं किंवा मग तुमचे जे रेसिडेन्शियल अ हां, जेव्हा तुमचं जिथं काही आहे, मूळ गाव जे आहेत मग त्याच्या आसपासच्या सिटीजमध्ये तुम्हाला मग तिथं ट्रांसफर केलं जातं. पण सुरुवातीचे काही काळ तुम्हाला त्या प्लांटमध्ये राहणं कंपल्सरी. अशातला तो भाग होता. मग आता काय करायचं मग सुरुवातीला त्यांचे फोन यायचे आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर ते असं व्हायचं की मी फोन करतो. फोन करायचा आणि ते पहिले विचारायचे, तू एवढं लवकर उठला? अरे, मी झोपलोच नाही रात्रभर. उठायचा तर प्रश्नच नाही, झोपच नाही आली मला रात्रभर. आणि मग त्यावेळेस मग रोज-रोज फोन कॉल्सवर. आणि नेमकं असं विचारायचो मी हां, उठले का? चहा झाली का? मग चहा घेतली का? काय बनवलं नाश्त्याला? मग आज जेवणात काय बनवलं मग किंवा ते म्हणायचे की आम्ही बाजारात गेलो सामानाला.
कामाच्या हिशोबाने वगैरे, हां. हम्म. तुम्हीच फोन करायला लागला? अच्छा. आह! <chuckles> अरे बाप रे! अच्छा. हां. म्हणजे रोजच्या छोट्या-छोट्या गोष्टी पण तुम्ही एवढ्या मिस करत होता की एवढ्या खोलवर तुम्ही त्यांना विचारत होता.
मग माझ्याजवळ दुसरं काहीच नव्हतं विचार विचारपूस करायला. मग आता काय विचार करणार आठवणी तिथं आणि त्यांना आता काय सांगणार. इथं रोज काय तिथं एकच रूटीन होत. सकाळी उठायचं आणि घरी बनवायचं असेल तर घरी बनवायचं. तुम्हाला ब्रेकफास्ट-वेकफास्ट नाही तर सरळ कंपनीत ती कंपनीची गाडी यायची ते क्वार्टर समोर तिथं बसायचं. त्याच्यातून कंपनीत, कंपनीतून मग गेलं. तेच रूटीन तेच लोक म्हणजे नवीन काहीच नाही. काही
ओह! मग तुम्ही कधी फोन करायचा? सकाळी-सकाळी रोज करायचा?
सकाळी-सकाळी, उठल्या-उठल्या ते उठले की पहिलं फोन की हां, काय चाललंय. उठले का? अच्छा. रात्री पण बऱ्याच ब संध्याकाळी थोडंच काय आहे ना, रात्रीच्या वेळेस मी मित्रांना आहे ना, त्याला फोन करायचो. पण सकाळची आणि दुपारची वेळ ठरलेली असायची माझी की नाही का, नक्कीच फोन दुपारी काय ते जेवायला जायचो मी आणि मग ते जेवण करायचं आणि मग ते विचारायचं.
रात्री पण? अच्छा. आई तुझी आठवण येते हां! तुझ्या पोळीची आठवण येते. हो. नक्कीच, नक्कीच.
हां, काय खाल्लं? काय नाही? दुपारी आणि तर दुपारचा एक असा वेळ होता, की नाही का थोडंसं असं शांततेत असायचं. आईचे कामं झालेली असायची थोडीशी. ती निवांत बसलेली असायची घरी. सकाळी काय घाई असायची. तीच कधी नंतर, नंतर तेव्हडी चिडचिड करायची. तुला काय रे रोजचं म्हणे, "रोज उठतो, फोन करतो" म्हणे. "चहा झाला का? नाश्ता झाला का? <chuckles> तू तुझं पाहय काय करायचं काय नाही करायचं ते आम्ही, आम्ही बघतो, आम्ही खातो, बरोबर आम्ही घेतो आमची काळजी. तू बघ तुझ्या हिशोबाने तुझं कसं काळजी घेता येईल काय करता येईल?"
बरोबर. नक्कीच. <chuckles> बाप रे! मग असं कधी झालंय का की कामाच्या निमित्ताने वेळच मिळाला नाही कॉल करायला वगैरे?
अ, सुरुवाती-सुरुवातीला, तर काही एवढं काही कामाचं हे नव्हतं, पण नंतर-नंतर बऱ्याच वेळा व्हायचं, की नाही का, थोडंसं कामामुळे मग थकून जायचो. ते अ, सवय नव्ह सवय नव्हती ना, की एवढं कधी असं काम करायचं. कारण की घरी काय आहे ना, घरी तर असं व्हायचं ना, माझे वडील तर नेहमीच सांगायचे तुला मला, की “तुझ्याकडून तर काही अपेक्षाच नाही," म्हणे "काही होईल म्हणून, कारण की तू एक पाण्याचा ग्लास उचलून नाही ठेऊ शकत,” म्हणे, “तू काय काम करणार आहे?”
अरे बापरे! <chuckles> अच्छा. मग तुम्ही बाहेर गावी गेलात, एवढं हे करायला, काय म्हणतात, काम करायला. त्यांना तुमचं कौतुक वाटलं असेल?
नाही, त्यांना गॅरंटी होती, हा 4 दिवस, 8 दिवस, जास्तीत जास्त महिना, 2 महिन्या भरामध्ये हा परत येईल, कारण याच्या स त्यान त्यांना माहीत होतं, की ॲडजस्ट होईल.
काय बोलता, एवढी खात्री? मग किती दिवस राहिला, तुम्ही त्या जॉबवर?
मी जवळपास 3-3.5 वर्ष राहिलो मी.
राहिला ना, मग अ, मग तरी खात्री मग तरी वा हे झालं असेल त्यांचा. अ, काय म्हणतात, अभिमान वाटला असेल तुमचा, की अरे बाबा, 3 वर्ष
हो. राहिलो मी. अभिमान वाटला, पण पण त्यांनी त्यांच्या हिशोबा अ, त्यांच्या ह्याने सांगितलं, “आता कसं कळतं, जिम्मेदारी वाढली का? आता कसं कळतं, की कसं काम करावं लागतं? हां, कसं काम करावं लागतं. कसं काय राहावं लागतं, असं आहे ना? जेव्हा मी सांगत होतो, तेव्हा लक्ष दिलं नाही, आता. आता बघ, आता कसे दूर गावाला जाऊन बसले" म्हणे, "एका कोपऱ्यामध्ये. तिथं आहे का," म्हणे "काही इथं-तिथं, रात्रभर फिरणं, हे करणं, ते करणं, तिथं जाता येतं का," म्हणे "आता बाहेर. रविवारच्या शिवाय"? कारण तिथं मला ऑप्शनच नव्हतं. काही सामान-वामान घ्यायचं असलं, किंवा काही बाहेर थोडं फिरायचं असलं. तर मग संडेचा एक दिवस भेटायचा, की त्या प्लांटची गाडीच त्या सिटीमध्ये जायची आणि मग एवढा ठराविक वेळ दिला जायचा. परत संध्याकाळी त्या बसमध्ये बसायचा आणि परत यायचं. हाच रुटीन, याच्यापेक्षा जास्त काहीच रुटीन नव्हतं माझं तिथं.
हां, जबाबदारी कळली. हं, हं. हं, हं. <laughs> मग तुम्हाला असं कधी झालं का, की बोलता नाही आलं? किंवा थोडंसं दुर दुरावल्यासारखं झालं, की आधी जसं आपण रोज बोलायचो. जवळ होतो वगैरे 3 वर्ष एवढं तुम्ही बाहेर राहिलात तर असं काहीतरी वाटलं का की थोडासा अंतर झालंय ना. त्यामध्ये गैरसमज होत आहे किंवा खूप दुरावलोय असं वाटतं का?
अ, मला जो अनुभव आला ना, मला असं सांगायला वाटलं की अ, काय म्हणतात ना, की थोडं ते काय म्हणतात नात्यांमध्ये, याच्यामध्ये थोडीशी हे असला पाहिजे, स्पेस असला पाहिजे. किंवा दूर एकदा काही जायला पाहिजे. तर खरीच किंमत कळती, ती. हां, काही माझं काय आहे ना, मग रोजचं फोनवर बोलणं वाढलं. आणि शक्यतो घरी होतो तर कसं मग ती चिडचिड राहायची आईसोबत किंवा वडिलांसोबत थोडं-थोडं व्हायचंच ते. असं नाही तसं, तसं नाही असं माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे आणि ते समजवण्याचा त्यांचा एक प्रयत्न राहायचा, बाबा हा, पुढे चालून यायला त्रास नाही व्हायला पाहिजे की ह्या गोष्टींचा खाण्यापिण्याच्या सवयी झाल्या, वागण्याच्या सवयी बऱ्याच गोष्टी. आणि त्यातल्या त्यात माझे वडील काय होते, की आपलं मिलिट्रीमध्ये होते, इंडियन आर्मीमध्ये तर मग त्यांच्या शिस्त ते. हां, मग आता त्यांचा ना आपला भरपूर फरक आहे. त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी तर आपण झालो सिव्हिलियन आणि मग त्यांचे ते रूल्स रेग्युलेशन आपल्यावर कुठं एप्लीकेबल होणार आहे ते. ते एप्लीकेबल होणं शक्यच नाही आहे. तर मग तेच फरक पडायचा थोडासा मग तिथं जाऊन काय आहे ना जास्त फोन कॉल्स हे, ते आणि मग कळलं की सण, त्यौहार छोटे-मोठे मग आपल्या घरातले काहीतरी गोष्टी घडतात की आपण तिथं नसतो. मग ते जाणवतं त्यावेळेस.
म्हणजे तुम्ही अजून जवळ आलात म्हणजे? अच्छा. हां, हां. हां, मग अनुशासन? हो. नक्कीच. सणांच्या दिवशी म्हणजे तुम्ही आता एवढं बोलताय म्हणजे सणांच्या दिवशी अ, वगैरे अ, म्हणजे रक्षाबंधन असेल. बहिणीची आठवण किंवा कुठले सण आहेत त्या दिवशी आई-वडिलांची आठवण. कुठल्या कुठला उत्सव वगैरे जो तुम्ही थाटामाटात एकत्र साजरा करतात कुटुंबामध्ये आणि त्या दिवशीची आठवण?
सगळेच सण सगळेच सण, मी काय म्हणतो ना मला ज्या परराज्यामध्ये होतो ना तर मग त्यांचे सण संस्कृती वेगळी आणि परत मी ज्या ठिकाणी होतो, तिथं तर मग त्या लोकांचा संबंध सुद्धा नव्हता मला की कोण, कुठे आहे, काय, कसं काय? म्हणजे ते एक पार्टिक्युलर सगळ्यांचं ठरलेलं एक रोबोटिक
अरे, बापरे! म्हणजे एकदम तुटल्यासारखं तुम्हाला वाटत होतं?
हां, एक रोबोटिकच लाईफ होती ती की यायचं काम, ऑफिस, घर. मी म्हणतो ना, की मला आज जो माणूस बस स्टॉपवर समोरच्या बस स्टॉपवर दिसतोय तो तो माणूस मला जवळपास 3 वर्ष सलग दिसायचा त त्यावेळेला. तो तिकडून तो बस पकडायचा इकडनं मी बस पकडायचो. ठरलेलं म्हणजे तेवढंच ठराविकच लोकं दिसायचे, <chuckles> नवीन कोणी व्यक्ती सुद्धा दिसायचा नाही म्हणजे एवढं
अच्छा. मग 3 वर्षात कधी अ, गेलात तुम्ही मग घरात वगैरे?
हो गेलो मी अ, पहिल्या वेळेस जे हां, पहिल्या वेळेस मी फार म्हणजे फार रिक्वेस्ट, रिक्वेस्ट करून मी काय काय प्रयत्नांनी केले त्या सुट्टीसाठी. मी माझ्या आजोबांची तब्येत खराब केली, आजीची तब्येत खराब केली, भरपूर काही नाटके केले. पण ते कंपनीवाल्यांना माहीत होतं की एकदा ह्या झोनमधून ते गेले, तर मग शक्यतो परत कोणी येत नाही. तर त्यांची अट होती, की वर्षभर आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही, तुम्ही काही करा. नाही. 1.50 वर्ष लागले मला घरी जायला पहिल्याच वेळेस. मग ते सगळे सण त्यौहार ते आणि मग त्यावेळेस मग ते रोजचं संभाषण, रोजचं बोलणं आणि मग ते मग त्याच्यातून तर असं झालं ना, की मग मला ते, जे आहे ना, वट सावित्री पौर्णिमा आवडायला लागली, नागपंचमी आवडायला लागली, बैल पोळा आवडायला लागला.
सुट्टीला, सणाच्या दिवशी. अरे बापरे! <chuckles> <chuckles> मग वर्षभर नाहीच गेलात घरी? अरे बापरे! अरे बापरे! छोटे-छोटे सण सगळेच. <chuckles> आई गं, हो. नक्कीच, नक्कीच. अ, मग आता हे तर ठीक आहे त्यौहार वगैरे आहे. पण आणि तुम्ही गंमती-जमतीने अ, आजी-आजोबांची अ, तब्येत खराब केली. पण खरोखरच असं कधी काय झालंय का, की कुणाची तब्येत जरा सीरियस झाली घरच्यांची आई-बाबांची, आजी-आजोबांची आणि तुम्हाला जावं लागलं वगैरे? किंवा
म्हणजे सगळंच आठवत होतं त्यावेळेस. अ, नाही असं देवा देवाच्या कृपेने असं काही झालं नाही त्यावेळेस. हं, हं.
मग आणि समजा असं झालं असतं, तर काय करू शकला असता का तुम्ही काय मदत वगैरे? का दुसऱ्यांची काय सोय केली होती, कुणाकडून करून घेण्याची सोय वगैरे केली असती?
अ, नाही तसं तर काय आहे ना, माझं कुटुंब जे आहे ना, फार मोठं कुटुंब आहे माझं, की जे सगळे आणि ते सगळे सगळे जे एका शहरामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात काय आहे ना, की मग सगळेच एक दुसऱ्यांची काळजी घेतात. सगळेच आणि माझी मोठी बहीण आहे त्याच अ, सेम सिटीमध्येच राहते. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मला 5 काका आहे, पाचीच्या पाची घरात <chuckles> हो, अ, आणि दोन अ, हां, 2 आत्या आहे 2 आत्या पण इथंच आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जे आहेत आमचं संपूर्ण कुटुंब इथंच आहे. 40-50 लोकांचं ज्यांच्यामुळं काही अशी काही काळजी वाटली नाही. काळजी त्यांना माझीच होती, की "ठीक आहे हा व्यवस्थित राहायला पाहिजे."
अच्छा, हां हां. अरे बापरे! तर मोठेच मग, तुम्हाला काही चिंताच नाही. ते उलटं "बस तिकडे येऊ नकोस असंच म्हणतील." <chuckles> अरे बापरे. अच्छा, अच्छा, हं. नक्कीच. हं. नक्की, नक्की. अन छान होतं म्हणजे एकंदरीत तुम्ही दुरावल्याने अजून जवळ आलात मनापासून.
हो, अगदी म्हणायला काही हरकत नाही.
अगदी, मग जेव्हा तुम्ही 3 वर्षानंतर परत घरी पोहोचला, तेव्हा कसं वाटलं?
अ, दीड वर्षानंतर आलेलो मी पहिल्या वेळेस घरी तर छान वाटलं मला.
हां, हां. नाही, नाही. प ते त्याच्यानंतर जेव्हा खरोखर आता बॅक टू परत आता न जाण्यासाठी परत जेव्हा घरी माघारी आलात.
मी आता 1 वर्ष पहिले इथे शिफ्ट झालो माझ्या फॅमिलीसोबत, नाहीतर आतापर्यंत मी बाहेरच होतो. लग्न झालं. मला 2 मुलं आहेत, पण मी बाहेरच होतो. मग आता ते लहान, मुलं लहान होते माझे आणि मग आम्ही ठरवलं की नाही आता ते लॉकडाऊनचा पिरियड पाहिला की नाही, म्हणलं फॅमिली आता सगळं ठीक आहे म्हणलं, आता भरपूर झालं म्हणलं करियर, जॉब-वॉब आता फॅमिली पाहिजे म्हटलं. आपण आता बॅक टू पवेलियन जायला काही हरकत नाही म्हणलं आता, मग आमच्या दोघांचा निर्णय तो एकदम मस्त वाटतं फार आता, ते म्हणतात ना घरात जोपर्यंत भांड्याला भांडे लागत नाही तोपर्यंत घराला घरपण येत नाही, तर अशी पूर्ण फिलिंग येते आता.
हां. <chuckles> हां, हां. हं, हं. मग आता कसं वाटतंय? अ, आह. छान, छान. अ, छान वाटतात. एकंदरीत मस्त अ, तुम्ही कसं म्हणता ना अ, अ, ज प्रेमाने जवळ आलात म्हणजे भले शरीराने लांब असाल, पण मनाने अजून तुम्ही त्यामुळे जवळ आलात. तुमचं प्रेम वाढलं आणि घरच्या घरच्यांची आठवण अ, आली, त्यांच्याशी संवाद वाढला आणि खरंच एक नात्यामध्ये घट्टपणा आला असेल तुमचा एक वेगळाच.
हो, नक्कीच आला आणि मग त्यासाठी मला असं वाटतं, कुठेतरी ही गोष्ट मन खरंच आवश्यक होती की जेव्हा आपण दुरावला जाऊ ना तेव्हा त्यांचे आपल्याबद्दल असणारे जी काळजी होती. ज्याला आपण हां. मग ती काळजी आपल्याला मला कळली की नाही हे काळजीपोटी होतं यांचं, की आपण आपल्या डोक्यात होत ना? की बाबा ह्या मला असंच का बोलतात? असंच का करतात? माझ्यासोबत हे होईल ते होईल? त्यावेळेस त्या गोष्टी जाणवायला लागल्या आणि मग जेणेकरून काय होतं की मलाही त्यांच्याबद्दल थोडंसं ते प्रेम जे होतं ते माझं बाहेर निघालं. पण मग आता दाखवायचं कसं आणि सांगायचं कसं? पर्याय तर काहीच नव्हता. मग त्यासाठी, मग ते रोजचे जे आमचे बोलण्या-बोलण्यातून बारीक-सारीक सगळ्या गोष्टी. मी तर म्हणतो त्याच्यानंतर तर असं झालं की माझ्या माव माझ्या मावशीचे कंप्लेंट्स यायला लागले, की माझी माझी बहीणवईला पहिले रोज फोन करायची, विचारपूस करायची. आता तिचे फोनच बंद झाले. दिवस-रात्र तूच फोनवर चिपकलेला असतो म्हणे तुला काय सांगत असते काय माहिती म्हणे. <chuckles>
ते जाणवत असेल फोनवरती. <chuckles> हं. <chuckles> अरे बाप रे! <laughs> <chuckles> छान-छान. तुम्ही तुमच्या छान अशा गोष्टी मला सांगितल्याबद्दल खरंच खूप अ, धन्यवाद. खूप बरं वाटलं ऐकून.
मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्की पुन्हा बोलायला आवडेल. तुमचे खरंच मनापासून आभार आणि खूप, खूप धन्यवाद.